खूप म्हणजे त्याच्या घरच्या अपेक्षा आणि तो घरचा सगळ्यात मोठा मुलगा हो. मग घरच्या अपेक्षा अजून जास्त राहतात आणि गावाकडून आलेला. तर अ, घरच्यांनी जरा जास्तच पैसे वगैरे पण त्याच्यावर खर्च केले होते नाही का. आणि याला जॉब वगैरे भेटला नाही तर थोडा तो निराशा झाला. निराशा असा म्हणजे असंच होऊन गेलं. आणि नंतर तो मित्र जो त्याला भेटला ना, तो काय बोलला, "ठीक आहे," म्हणे, "तुला जॉब लागला नाही आहे ना, तर ठीक आहे ना," म्हणे. "जाऊदे," म्हणे, "पुढचा इंटरव्ह्यू दे." पण हा काय बोलला, "नाही रे, आता माझ्या माझ्याकडून होणार नाही असं तसं." मग याने या
अरे बापरे! हो. हो ना. हो ना. हो. हं. बरं. हां. मन दुखवलं जाते ना त्यांनी हो.
हो, मग या मित्राने त्याला त्याचं स्वतःचं उदाहरण दिलं कारण हा पण त्या एका फॉन फोन कॉलमुळे याचं पण आयुष्य एकदा बदललं गेलेलं आहे. आणि हो. आणि याची स्टोरी त्याने त्याला स माझ्या मित्राला सांगितली, का "बघ," म्हणे. "माझा पण मी जेव्हा-जेव्हा इथे नवीन आलो होतो ना, तेव्हा मा मी पण 1-2 इंटरव्ह्यू दिले होते, पण मी सिलेक्ट झालो नाही त्याच्यामध्ये." पण एक छानसं असं माझ्या शिक्षकाने, माझ्या सरांनी मला एक कॉल केला आणि त्याच्यामध्ये त्याला विचारलं, "का रे, तू इंटरव्ह्यूला गेला होता, झाला का तू सिलेक्ट वगैरे." तर हा बोलला का, "नाही," म्हणे, "मी नाही झालो." पण अ, मग ते सर बोलले का, "तू चल इंटरव्ह्यूमध्ये हारलास, पण जीवनामध्ये तर हारला नाही ना रे बाबा." इतकंच फक्त सर बोलले म्हणजे त्यांनी, तो एक दिशा दिली ना हो मग त्याला. मग जसं त्याने हे ऐकलं तसं अजून तो मेहनत करत गेला इंटरव्ह्यूमध्ये पास झाला. मग ह्या पण मित्राला त्याने तसं सांगितलं का, "बघ, असं असं झालं होतं, तर तू पण असंच कर, तू खचू नको, मेहनत कर, मेहनत कर ना, तुला नक्की ते फळ भेटणारच आहे." मग याने काय केलं मेहनत केली.
हो. बदललं गेलं आहे. हो, हो. नक्की. हो. चांगलं हो. चांगलं एक प्रोत्साहन भेटलं हे. हो. नक्क हो. चांगलं हो. मग ह्यात ना, मला तुम्ही एक सांगा. असं कधी तुमच्या बरोबर झालं का, की तुम्हाला एखादा फोन कॉल आला आणि म्हणजे तुमचं असं कधी आयुष्य बदललं का? पण हे जेव्हा तुम्हाला असा फोन कॉल आला ना, त्याची सुरुवात कशी झाली ते मला सांगा? आणि म्हणजे तुम्हाला कॉल हा कसा आला. तुम्ही त्यावेळेस काय करत होते? आणि कोणाचा तुम्हाला त्यावेळेस फोन आला? म्हणजे सुरुवात कशी झाली? काय झालं? तुमच्या बरोबर वैयक्तिक जीवनात असं कधी झालं आहे का ते मला सांगा?
हं, हं. <chuckles>

निर्णय म्हणजे कसं झालं, मग माझ्या मम्मीने जेव्हा सांगितलं, मी "माझ्या डोक्यातून ते निघून गेले होते," म्हणे. म्हंटले, "ठीक आहे, आता मला तुम्ही सांगितलं ना ठीक आहे." अजून 10 मिनिटांनी त्या मुलाचा कॉल आला मला. मग माझ्याशी तो बोलला नाही का कसं आहे, काय कॉलेजमध्ये कसं आहे वगैरे माझी विचारपूस करायला लागला. मला कळलं होतं लग्नाचाच विषय आहे, दुसरं काही नाहीये त्याच्यामध्ये हो, मी ते कळून चुकलेच होते. मग म्हंटले, "ठीक आहे," असं तसं. मी फोटो वगैरेपण त्याला पाठवले आणि त्या एका फोन कॉलने म्हणजे माय माझं आयुष्य असं बदललं ना तुम्हाला. त्यानी मला
अच्छा. बरं. अ, हां. अच्छा. हो. कसं बदललं? मला सांगा ना. हो.
तेच मग डायरेक्ट तो मला मुलगा मला बोलला का, "माझ्याशी लग्न करशील का?"
अरे, वाह, वाह, वाह, वाह! ताबडतोब म्हणजे तुम्हाला त्याच्या टेक्स्ट मेसेजवरती तुम्हाला फोटो बघितल्यानंतर त्यांनी विचारलं हे.
<chuckles> असं. आवडतो. मी नव्हता बघितला त्याचा फोटो. फक्त त्यानीच बघितला होता हो माझा. मी तर काहीच बघितलं नव्हतं.
मग त्यावेळेस तुमचं कसं तुमचा निर्णय काय होता त्यावेळेस आणि निर्णय तुम्हाला काय घ्यावे लागले ते सांगा बरं?
अहो, मी तेच हो, मी तेच सांगते ना, जर मी स्वतःला म्हणजे मी त्याचा फोटो नाही बघितला, फक्त त्याच आवाज ऐकून, मेसेज वगैरे ऐकून मी भरोसा नाही ठेवणार ना. जरी माझ्या घरच्यांनी तो निर्णय घेतला असेल, पण माझं मी स्वतःहून त्याच्याशी बोलले नाही समोरासमोर हां, तेच तो मी तो असा जेव्हा बोलला ना मी त्याला ते इतकं सांगितलं, "बाबा थांब, मी घरी येते आणि मग बोलते." मग लगेच मला दुसऱ्या दिवशी मला घरी बोलावलं आणि घरी बोलून मस्त आमंत्रणाचा एक तिथं माझ्या जाण्याच्या अगोदरच सगळा खेळ, खेळ म्हणजे माझ्या घरच्यांनी रचला होता बरं का. मला हेपण माहिती नव्हतं. मी तिथं गेले आणि फक्त तिथं जाऊन मला 5 मिनिटं झाले आणि माझी मा मम्मी लगेच माझ्याजवळ आली. बोलली, "ये चल लवकर-लवकर रेडी हो," म्हणे, "तुला बघायला संध्याकाळी मुलंवाले येणार आहेत," बरं का.
हो. हो, हो. त्यांनी विचार केला हो. हो. अच्छा! हं. अच्छा! हां.